हो. नक्कीच. म्हणजे अंम, गौरी ज्यावेळेला आगमन होतं ना, ज्या दिवशी गौरी येतात, त्या दिवशी अ, त्या दिवशीही खूप मज्जा असते. की आम्ही छान गौरी नाचवत-नाचवत आणतो. म्हणजे ते जे मुखवटे आहेत ना, त्यांना अ, हळदी-कुंकू लावून त्यांना नाचवत आणायचं असं. तर मग आम्ही छान गाणी-बिणी म्हणून नाचवत-नाचवत त्यांना आणतो. आणि त्या दिवशी पिठलं-भाकरी असा नैवेद्य असतो. आणि ज्या दिवशी गौरी जेवण असतं, त्या दिवशी मात्र खूप मोठा थाट असतो, की 16 भाज्या असतात म्हणजे वालपापडी, गवार, घेवडा, मटार, तोंडली, भेंडी, लाल भोपळा अ, त्याच्यानंतर अ, मेथी आणि अ, अळूची भाजी अशा कारलं. हो. <chuckles>
हां. हं, हं. हां, हां. बापरे! की त्ती हो ना. <chuckles> 16 भाज्या, बाप
अशा 16 भाज्या असतात. आणि मग 1 मेन भाजी असते की या 16 भाज्या आपण खूप क्वांटिटीत नाही करू शकत ना. या चोरट्या-चोरट्या होतात. त्यामुळे 1 मेन अशी रस्सा भाजी असते. मग गोड वडे, तिखट वडे नावाचा प्रकार असतो. मग पुरणपोळ्या मग कटाची आमटी, कोशिंबीर, 5 प्रकारच्या चटण्या, वरण भात, साध्या पोळ्या असा 1 भरगच्च ताट असतं त्या दिवशी गौरी जेवणाचं.
अ, हो. हं, हं. पूर्ण महा महाराजा थालीसारखं मला वाटतंय बरं का. अरे बापरे! किती छान, म्हणजे किती पदार्थ बनवता तुम्ही तेव्हा? काय मजा येत असेल? बापरे! मग बघा ना, तेव्हा असं होतं, आता तुम्ही हे मला पदार्थ वगैरे पण सांगितलं. पण आता असं झालंय ना, का काळ बदलला. जुनं झालं, आता नवीन आलं. तर हे काळ बदलला, तर ते सण साजरे करण्याची पद्धतीही बदलली आहे ना हो. मग आता असं जुने रीतिरिवाज काय कसे टिकून ठेवायचे? आणि त्याच्यामध्ये काय बदलायचं, असं होईल का? हां, हां.
हो, हो, हो, हो, हो. अगदी. <chuckles> हो, हो. खूप म्हणजे, हो. खूप धमाल होते. हं. हं. हं, हं. हो. खरं सांगू ज्यावेळेला अंम, आपण मॉडर्न जास्त होत जातो ना, म्हणजे हे तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की जस जितके आपण जास्त मॉडर्न होतो ना तितक्या जुन्या गोष्टी आपल्याला जास्त आवडायला लागतात.
हं.

ते ठिपके-ठिपके असे राहतात ते?
हां, हां. सो घर, अख्खं घरभर तशाच लाद्या आहेत. तर मग आम्हाला त्या हो, त्या खूप स्वच्छ ठेवाव्या लागतात. कारण अ, त्या जरा आता खूप जुन्या झाल्यामुळे अ, थोड्याशा खराब दिसतात. त्याच्यामुळे अ, पण त्या लाद्यांमध्येच मजा आहे; म्हणजे थंड थंडही म्हणजे उन्हाळ्यामध्ये गारवा पण त्याच लाद्यांमुळे येतो. त्याच्यामुळे मला त्या जीवावर येतात लाद्या बदलायच्या म्हणजे तर तसंच ठेवलेलं आहे थोडं. तर अ, भयंकर साफ-सफाई असते. कारण मोठं घर असल्यामुळे आम्ही अकरा जणं राहतो एका घरात. तर तीही पुरत नाही साफ-सफाई करायला. तर मग अर्थात अ, कोणीतरी डोमेस्टिक हेल्प बोलावतो आम्ही. एक काय 3-4 डोमेस्टिक हेल्प लागतात आम्हाला.,
हो का? हं, हं. हो, हो. <chuckles> मग साफ-सफाई कसं करता तुम्ही? हं. हो, हो. अरे बाप रे!
मग अ, सगळी साफ-सफाई होते. मग अ, थीम ठरवली जाते काहीतरी सगळ्यात अगोदर, की यावर्षी थीम काय ठेवायची आपल्या गणपतीची. मग त्याप्रमाणे डेकोरेशन, मग त्याप्रमाणे आमच्या साड्या हेही खूप महत्वाचं असतं. मग त्या मागवायच्या.
हां. अरे वा! म्हणजे साड्यांची पण थीम वगैरे ठेवत ठेवतात अ, ठेवता तुम्ही?
हो. हो, हो, हो. म्हणजे अ, आम्ही ज्या साड्या नेसू ना त्याच आम्ही गौरींनाही नेसवतो. त्याच्यामुळे आम्ही थीम एक डिसाईड करतो. तर मग यावेळची थीम आमची पिचवाई होती.
आहा! मज्जा येत असेल. हं. वा!
तर अ
म्हणजे म्हणजे नेमकं काय?